ऑफिसचाच मित्र आहे आणि अ, मला ते ऑफिस सोडलं 2 1 दीड वर्ष झालं असेल, तर त्याचा फोन आला आणि मी मूव्हीमध्ये बसलो होतो, तर मी उचलला फोन कारण की मी त्याचा फोन कधी अव्हॉइड नाही करत कारण तो खूप कमी फोन करतो मला. तर मी म्हणाला "हां, काय झालं?" तर तो म्हणाला "यार आईचा ना, अ‍ॅक्सिडेंट झाला. त्यांचा हात अ, हात तुटलाय आणि त्यांचा ऑपरेशन आहे," तर म्हणलं हां, अ, "तर बोल काय हवंय तुला?" तो बोलेले "थोडेफार पैसे." म्हणलं चल मला एक 10 मिनिटं दे. मी तुला पैसे पाठवतो किती हवे मला फक्त एवढे सांग. त्याने म्हणाला 50,000 माझ्याकडे नव्हते त्या क्षणी तर मी पटकन क्रेडिट कार्डमधून ट्रान्सफर करून त्याला पाठवून दिले. तो मला म्हणाला, की मी आत्ता देतो, उद्या देतो. म्हणला नाही बाळा, तू जेव्हा तुला वाटेल तू तेव्हा दे. त्याच्यामध्ये आपण आरामाने समजू शकतो. पहिले तू आईकडे लक्ष दे. तर त्या क्षणी तेच झालं आणि तेव्हा त्यानी अ, मतलब पैशांकडे लक्ष दिलं नाही आणि मस्तपैकी आईची काळजी घेतली आणि तो नंतर माझ्याशी भेटायला आला आणि मी त्याला खरंच फोन नाही लावला, की तू मला पैसे कधी देणार आहे, कधी कसं, असं काही नाही लावला मी फोन. म्हटलं जेव्हा त्याला असं वाटेल त्याच्याशी तो करून घेईल, नाहीतर मी रोटेशन घेऊन घेईन मला काही त्रास नाही त्याच्यामध्ये.
हं. अच्छा. <tsk> हो. अरे! तेव्हा दे. हो. अगदीच. तर कुठे ना कुठे आपण माणसावरही विश्वास ठेवतो म्हणजे नाही का कधी कुठला माणूस चांगला असतो. परिस्थिती बघायची असते.
आणि अरे, अ, लोकं अनोळखी व्यक्तीचा पण एवढं मदत करतात आपण तर ओळखीच्या ह्या ह्याला करतोय. मी तुम्हाला सांगू, मी एकदा ना, अ, बाहेर जात होतो आणि ट्रॅव्हलरमध्ये माझं पूर्ण कुटुंब बसलं होतं आणि ते एक ट्रॅप चाललं होतं मराठी परिवारवालं. ते मराठी लोकं असतात आणि ते पैसे लुबाडतात लोकांकडनं मागतात की आम्हाला द्या आम्ही
हं. नक्की. हो. हो, हो. नाही का आम्ही गावाहून आलोय आणि आम्हाला तिकीटचे पैसे हवे आहेत. हो.
हां, हां, हां, हां. पैसे आमचे पैसे हरवले, असं झालं, तसं झालं. तर नेमकं मी काय मी लक्ष नाही देत एवढं. तर मी 5,00चा नोट काढला आणि म्हटलं तुम्ही पोरं-बाळं आहे. अ, आमच्याकडे थोडं फार खाऊ पण आहे ते पण तुम्ही घ्या आणि पैसे पण घ्या तुम्हाला बरं वाटेल. तर मग मी पैसे दिले आणि वरती चढला तर माझी आई आणि माझे बाबा मला बघतात की आले का हरिश्चंद्र महाराज. म्हटलं अरे आई त्यांना गर अरे, ते गरज नाही करत आहे. त्यांना तुम्ही समजत नाही ते लोकं फसवणूक चालली त्यांची. आणि मग मी बघितलं की एव्ह अशी फॅमिलीज ना, अ, येतात आहे, ते खूप काही चा आजकाल चाललेलं आहे. खूप जास्त होतंय हे. त्या दिवस मी ऑफिसच्या बाहेर उभा होता तर एक काका आले. माझ्या मुलाची तब्येत बरी नाही. तुम्ही माझी प्लीज हेल्प करून द्या जेवढी, म्हणलं काका माझ्याकडे ₹10 हां, चालेल ₹10 द्या. म्हणलं काका ₹10मध्ये मदत होणार, मग तुम्ही थोडेफार तर देतील. म्हणलं चालेल यार, तर तुम्ही कोणी आहे आणि मला कधी-कधी वाटतं की जो माझ्याकडे आलं आणि कधी तो परमेश्वर निघाला तर परमेश्वराला कसा मना करू?
अरे बापरे! हो. <chuckles> फसवणूक करतात. हो. नक्कीच. <chuckles>